आपली ना कधी पण अ, म्हणजे देवाच्या भाषेमध्ये म्हणू ना, तर आपली लायकीच नाहीये की आपण कोणाला क्षमा करू शकू. ही सगळ्यात मोठी गोष्ट. कसं? मी सांगतो तुम्हाला.
हं, हं. <chuckles> हं. हं.
कोणी चूक केली ना, तर तुम्ही हे विचार नका करू की तुम्ही कधीच चुका करत नाही. आपण मनुष्य जाती आहे. आपलं धर्म चुका करणं आहे. तुम्ही अगर चुका नाही केल्या तर तुम्ही देव होणार. बरोबर. तर तुम्ही हे विचार कधीच नका करू की तुम्ही कोणाला माफ करून ना, मोठे होणार आहे.
हं. हं. हं, हं. देव होणार. अगदी बरोबर. हो. अच्छा, म्हणजे ती गोष्ट मनात ठेवण्याच्याऐवजी आपण त्या क्षम क्षमेच्या भावनेने बघितलं पाहिजे म्हणजे तिथे ती गोष्ट संपू शकते. असं, हां.
तुम्ही कोणाला माफ करण्याची अ अ हां. बरोबर. काय असतं, तुम्हाला असं वाटतं की माझ्या मनामध्ये अरे केवढंसं तर आयुष्य गं. मतलब असं ना की मी माझ्या बायकोशी कधी पण संवाद साधतो ना तर मी तिला हेच म्हणतो "तू रडत असते. अ, काही ना काही तुझं चालत असतं," तर मी म्हणतो तिला, म्हटलं "एवढंसं आयुष्य आपलं. एवढंसं म्हणजे खूप छोटं. आज आपण अ, अ, 29 हं, वर्षाचं झालेलो आहो आहोत. 60 वर्षाचा आपला जीवनकाळ आहे आणि त्याच्यामध्ये काहीही झालं ना तर एकमेकांचं नातं तुटणार आपलं. मग काय करणार? मग कोणाकडे रडणार? आणि कोणाकडे बोलणार? त्याच्याहून छान जेवढं आपल्याकडे क्षण आहे, जेवढं टाईम आहे त्याच्यामध्ये आपण मस्त हसत-खेळत राहायच.
हो, तेच तर आहेच. खूप छोटं, कधी वेळ कोणती येईल? काही सांगता येत नाही. हं, हं. हं. बरं. हां, खरंच आहे. छान वाटलं मला तुमच्याशी बोलून. खूपच अ, तुम्ही चांगलं सांगितलं, स्वतःच्या भावना पण व्यक्त केल्या. त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं शांत वाटलं असेल अ, कारण कुणाला आपण शेअर जेव्हा करतो, तेव्हा छान वाटतं. अ, धन्यवाद <chuckles> आपण परत भेटूया.
<chuckles> हो, अगदी खूप छान वाटलं मला. हो. <chuckles> हो, हो. नक्की भेटूया आपण. खूप-खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद.
नक्कीच बोलू. हां. धन्यवाद

हो ना. अगदीच बरोबर हं, हं.
हो. का की काय असतं ना, खरं म्हणतात की दोन अ, लग्न लग्न एक असं नातं असतं तो फक्त दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबाला जवळ आणतो. पण त्या लग्नानंतर अगर दोन कुटुंब वेगळे-वेगळे झाले तर तुम्ही काय करणार? तुमच्याकडे तर काही पर्यायच नसतो ना? तर माझं असं अ, मी हमेशा
हं. तेच म्हणजे. हो. असं नातं कसं सांभाळायचं? खूपच कठीण आहे.
हो. आता क नातं कसं ते असतं ना का की तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे काही कार्य राहिलं.
हां.
तर तुम्ही कसं त्याला सावरून घ्याल, काय करून घ्याल? अ, आता असं नाही की तुमच्याकडे कार्य आहे आणि तुम्ही तुमच्या बायकोच्या आई-बाबांनाच नाही बोलावलं. असं नाही करू शकत ना मी?
नाही ना. तेच तर. आता जर का तुमच्याकडे 1 बाळ झालं. तर बाळाच्या ओढीनी तर अ, मुलीचे आई-वडील येतीलच ना. त्यांच्या. मग अगदीच लागतात प्रश्नच नाही.
अ. हो. बोलवायलाच पडेल. आणि मग जेव्हा बाळनपण राहिले या मग ते जो बाळन संस्कार असतात त्याच्यामध्ये आई-बाबा लागतात मुलीचे. तर मग तसं काय करायचं? का तर हे आत्तापर्यंत असं झालेलं आहे की मी त्यांच्याशी छान वागतो. माझा माझ्या अ, वड, अ, मतलब सासरबुआ अ, त्यांच्याशी काही ते नाहीये. मी त्यांना छानशी ठेवतो. का की माझं असं आहे ना की माझ्या बायकोचे आई-वडील म्हणजे माझे आई-वडील.
वैर नाही घ्यायचं. दुखवायचं नाही तुम्हाला आणि सासरच्यांनाही दुखवायचं नाही. या दोन्ही गोष्टी तुम्हाला या गोष्टी गोंधळात टाकतात. <chuckles> माफ करणे आणि बदला न घेणे. हां. म्हणजे ते फरक हं. अच्छा असा तुमचा अनुभव आहे.
हो. म्हणून मी दोघा हो, हो. काय असतं? हां. अरे! खूप मोठा असतो हे सर्व.